फारच छान. मला एक विचारायचं आहे की बऱ्याच वेळा काय आहे ना, बऱ्याच लोकांच्या अशा अपेक्षा असतात अ, म्हणजे काय असं एक धोरण असतं. की बाबा कपडे जे आहे ना, ते नेहमी महागडे घेतले किंवा ब्रँडेड घेतले, तरच मग काय आहे ना, की तरच त्याचा तो लूक येतो किंवा मग तरच असं वाटतं नाही का, चांगली ड्रेसिंग सेन्स आहे. हां. आणि स्टँडर्ड वाढतं आणि मग त्यातल्या त्यात मग असे कपडे घातल्यानं मग काय होतं मग एटोमॅटिकली तुमचा आत्मविश्वासही वाढतो मग
हं. हं. हं. स्टेटस वाढते. हं. हं.
काय होतं ना, याच्यावर खर्च जास्त होतो पहिली गोष्ट तर. एकदमच ब्रँडेड घ्यायचे आणि एकदमच हे करायचे. कारण की जिथे तुमचे 4 ड्रेस येतात तिथं ते ब्रँडेड आणि त्या खर्चामुळे 1 च शर्ट येणार.
हं. हो, हो. हो, हो, हो. हं. एकच ड्रेस येतो तो, हो.
हां, ड्रेस काय 1 शर्टच येईल किंवा पॅण्ट येईल अशातला भाग आहे. हां, मग अशा वेळेस मला असं विचारायचं की काय तुम्ही सजेस्ट कराल की दुसऱ्यांना की बाबा नाही स हे कपड्यांना आत्मविश्वास वाढतो ही गोष्ट चांगली आहे, पण त्याच्यासाठी अजून काही गोष्टी, त्या आपण प्रॅक्टिकली बघितल्या गेल्या पाहिजे. नुसता ब्रँड म्हणून किंवा मग जास्त महाग आहे म्हणून नाही बघितलं पाहिजे. काय सांगता येईल?
एकच शर्ट येतो बरोबर. बरोबर, बरोबर. हं. हं. बरोबर. बरोबर. अहो काही ब्रँड-बँड काही घेणं देणं नसते त्यानी स्टाईल बघा फक्त तुम्ही कारण स्टाईल अ, खूप प्रकारे आपण अ, प्राप्त करू शकतो. स्वस्तात कपडे घेऊन पण आपण स्टाईल प्राप्त करू शकतो ह्यात काही अशक्य नाहीये आणि ब्रँडनीच सगळं काही हे ब्रँड काय फक्त नाव आहे खरं सांगितलं तर. आणि कपडे काय कपड्याचा दृष्टीकोन माझा एवढा बदलला आहे ना, खासकर अ, काही वर्षापूर्वी कपडे आज आहेत, उद्या वेगळे असणार, परवा त्याच्यापेक्षा वेगळे असणार आहेत. कपड्याचं काही हे नाहीये हो कपडे काय आपण जीवनभर एकच कपडा घेऊन नाही बसत. कपडेच आहेत हे शेवटी. तुम्ही ब्रँडेड जरी घेतले तरी तुम्ही 2 वर्षानंतर दुसरं काहीतरी घेणारच आहेत. तुम्ही स्वस्ताचं जरी घेतलं तरी 2 वर्षानंतर तुम्ही काहीतरी वेगळं घेणारच आहेत. ते घड्याळसारखं झालं. तुम्ही चार लाखा ची घडी घ्या
<chuckles> हो फार फास्ट ट्रेंड चेंज होतं कपड्यांचं. आणि ते बऱ्याच वेळा असं पण होतं ना, की आपलं जे आवडते कपडे आहे, त्यालाच काही ना, काही होतं. त्यालाच प्रेस करतांना काहीतरी तो जळेल किंवा त्याच्यावरच डाग पडेल असंच काही होतं.
बरोबर. बरोबर. बरोबर, बरोबर. आणि तो दृष्टिकोन तसाच आहे बघा ना. तुम्ही किती जरी महागडा मोबाईल घेतला तरी तो तेच काम करणार आहे आणि मी साधारण मोबाईल घेतला तरी तो तेच काम करणार आहे. घड्याळ तुम्ही 4 लाखा ची घड्याळ घेतली का 1,000 ची घड्याळ घेतली तुम्हाला टाईम तेच दाखवणार आहे त्याच्यामध्ये, हो ॲडिशनल फीचर्स असतील समजू शकते. पण कपड्याचं पण तेच ब्रँडेड वगैरे अशी काही एवढं नाहीये. तुम्हाला स्वस्तात कपडे जिथे छान स्टाईलमध्ये तुम्हाला जे ट्रेंड्स जे चालू आहेत तुम्हाला जर का तसं, घ्यावसं वाटत असेल तुम्हाला जर का काम होत असेल तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी तुम्हाला जे सध्या तुमची काय गरज आहे. ती जर पूर्ण होत असेल काही ब्रँड्सच काही नाहीये हो. 4-5 वर्षानंतर तुम्ही ब्रँड जर अफोर्ड करू शकत असशील तर घ्या. नाही घे अफोर्ड कर असशील तर काही फरक पडत नाही त्यांनी खरं सांगितलं तर. तुम्ही कपडे घातले आहेत तेच महत्वाचं आहे आणि तुम्ही स्टाईल तुम्ही त्यांनी कॉन्फिडन्स वाढतो स्टाईलनी कॉन्फिडन्स वाढतो ब्रँडनी कॉन्फिडन्स वाढत नसतो.
वेळ तीच वेळ तर तीच अगदी बरोबर. खरंच फार छान पद्धतीने सांगितलं तुम्ही मला खरंच पुन्हा बोलायला आवडेल तुमच्याशी. तुमचे खरंच मनापासून आभार आणि खूप, खूप धन्यवाद.